हं. हे समजून घ्यायला पाहिजे कारण की माणूस माणसाला समजत त्यांच्या मला काय वाटतं, त्यांनी मुलीच्या सारखं जर समजलं ना, तर मग सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. पण ते आहे ना ते बाहेरचाच माणूस समजतात कधी-कधी. सासरचे लोक सुनेला बाहेरचा व्यक्ती समजतात आणि त्याच्यामुळे ते लादतात किंवा मुलीच्या कुटुंबाला भारतीय पद्धतीमध्ये कमीच लेखलं जातं. आणि "तू आमचं ऐकायचं. आमच्या प्रमाणे चालायचं. आम आम्ही सगळं करतो," अशातले भाग आहेत. मग आता तुमचे कसे पुढचे काय-काय निर्णय ठरवलेत तुम्ही? म्हणजे आता कशाप्रकारे हे नाही म्हणणं वाढवायचं हळू-हळू, स्टेप बाय स्टेप कसं करणार? प्लॅनिंग तर आखली असणार ना तुम्ही?
अगदीच. हो, हो. हो. मी हो आणि मी म्हणजे मी माझ्या पण बाउंडरी आखून ठेवल्या आहे कारण की तेव्हाच मला जगता येईल ना असं पण आहे एक ना. मग मी कसं केलेलं आहे, की अ, मला जर नाही बोलायचंय आता माझं काही प्लॅन्स असतील हे, तर मी डायरेक्ट नाही बोलत नाही. जेणेकरून ताणतणाव होणार नाही. तर मी सांगते, की अ, "आपण असं करूयात, की 15 दिवसांनी करूयात ना. आता मला ऑफिस पण आहे. बघा तुम्हाला नाहीतर मी आज फक्त ह्या वेळेस एकच दिवस येऊ शकते आणि लगेच येईल. मग बघा नंतर मी जास्त दिवस राहील." मग हे त्यांना कधी कुठेतरी पटतं, की ही डायरेक्ट नाही बोलत नाहीये पण ती बोलते आहे, की थोड्या दिवसांनी येईल. असं. म्हणजे ते पण एक अ, मग ते पण एक काय होतं त्यांना एक अ, म्हणतात, "हां, मला डायरेक्ट माझा अपमान नाही करत आहे ती, येणार आहे, पण ती थोड्या दिवसांनी म्हणते आणि जर आत्ता आली तर ती एकच दिवस राहील असं म्हणते." असंही. परत अजून
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. तुम्ही खूप हुशार आहे. <chuckles> हं, हं, हं. खूप हुशारीने उत्तर देता तुम्ही. मग समजा आहे ना, अ, डायरेक्टली म्हणजे साप, साप भी मरे और लाठी भी ना तुटे अशातला भाग झालाय. <chuckles> हो, हो.
हो कारण की मग ते अ, कारण की आपल्याला राहायचं पण असतं तिथे ना आणि ताणतणाव झाला म्हणजे तो कोणाला होतो ताणतणाव? नवऱ्याला होईल. नंतर आपल्याला होईल म म्हणजे आपली मुलं पिसली जातात कारण की घरात त्यांच्यावर असे अ, संस्कार नको किंवा त्यांचं वातावरण असं ताणतणावाचं नको. जेणेकरून त्यांच्या बुद्धीवर परिणाम होईल. त्यासाठी मग आपण असं अ, सॉर्ट आउट करून घ्यायचं की नाही मग आपण नंतर करूयात. मग एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी करुन घ्यायची.
हं, हं, हं. हं, हं. अगदी. पण मग नंतर मग नंतर नंतर जर मग आली वेळ तर मग करावंच लागतं. मग तुम्ही 15 दिवस म्हटले, तर 15 दिवसांनी करावंच लागेल, मग त्यावेळेस
हां. मग आपण आपल्या टाईमनुसार तो काढतो ना टाईम, की मग अ, "हां, मला आता इथे काही काम नाहीये किंवा आता मी फ्री आहे. मी जाऊ शकते." मग तेव्हा जाऊ शकतो आपण. मग तेव्हा आपण एकदम, हां, फ्री होऊन जातो त्यांच्याकडे. मग तेव्हा काही नाही. पण मी आपल्या टाईमनुसार म्हणजे मी त्यांच्या टाईमनुसार नाही बोलत. मी आपल्या टाईमनुसार मी करू शकते.
हं, हं. हं. अरे वाह!

म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडून पण तुम्हाला, रे म्हणजे त्यांना सांगून द्यायचं की मी एवढंच काम करू शकते. हेच माझ्याकडून होऊ शकते. याच्यापुढे मी नाही करू शकत. अशातला, असं बोलताय का तु
कामं, नाही कामं म्हणजे आता आपण बोलतो ना की अ, आता मी खूप थकलीये, तरी पण ते मला कामच देतायेत अन् मी होच बोलत गेली, कारण की मी माझ्या मर्यादा नाही आखल्या तिथे ना. मी होच करती मी थकलेले, माझं शरीर पण बघत नाहीये. रात्री वाजले तरी मी त्यांच्या कामाला धावून जाते. तर असं न करता एक आपण स्पेसिफिक नाही मग सकाळ अ, सकाळचं काम जरी झालं, आता दुपारी मी विश्रांती घेणार. एक असं आपण स्वतःसाठी एक टाईमटेबल पण आखून ठेवलं पाहिजे, जेणेकरून उद्या ते अ, आपल्याला बोलणार नाही की नाही म्हणजे ही पहिल्यापासूनच असं करते. त्याच्यामुळे तिने काही सडन चेंज नाही केलाय तिच्यामध्ये, असं.
हं. हं, हं. हं, हं. हो, हो. <clears throat> अगदी, अगदी बरोबर. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी थकतो किंवा आमच्याकडून नाही होत, ते म्हणजे डायरेक्टली बोलणं कधीपण चांगलंय, मला तुम्ही असं म्हणताय. आणि सांगा त्यांना की आमच्या गरजेचं हो, हो. <inhales> छान आहे.
हो, हो. म्हणजे आ वेळेतच केलं पाहिजे. हो.
आणि त्यांनी पण माणुसकीच्या भूमिकेतून तेवढंच काम द्यायला पाहिजे जेवढं आपल्याला होतं म्हणून, आहे ना? ते पण त्यांचं आहे. <chuckles>
<sneezes> ते अ, बरोबर आहे माणुसकीच्या भूमीतून पण आता प्रत्येकजण नसतं त्या अ, त्याचं. म्हणजे प्रत्येकाचं एक वेगवेगळच असतं मी तर आता सध्या एवढी परिस्थिती बघते. तर अ, खूप जास्त आपण म्हणतो ना की अ, त्यांचा अं, इंटरफेरन्स पण खूप जास्त प्रमाणात वाढला आहे.
हं, हं. हं, हं. अच्छा. म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे समजा आता सध्या. <laughs>
सासरच्या लोकांचा. हो. <chuckles> <inhales> म्हणून मी माझ्या अनुभवावरून सांगते की अ, वेळीच मर्यादा आखल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला स्वतःच अस्तित्व भेटेल. नाहीतर अ, त्याला जरा वेळ निघून गेली असली, की तुम्हाला ते मिळवण्यासाठी स्वतः खूप मेहनत घ्यावी लागते, धडपडावं लागतं प्रत्येक वेळेस. तेव्हा कुठेतरी भेटतं, नाहीतर भेटत नाही. मग कॉम्प्रोमाईज करूनच जगावं लागतं. <inhales>
हं, हां. हं, हं. अगदी बरोबर बोलला की कॉम्प्रोमाईज करून जगावं लागतं. म्हणून आम्ही ते करणं गरजेचंच आहे. मग अ, अ, ह्याच्यामुळे कधी वादविवाद किंवा ताणतणाव निर्माण होतो का घरामध्ये?